मुले म्हणजे देवाघरची फुले. एवढे गोड असतात, त्यांच्याशी अ, एखादं काय म्हणतात ना, संवाद साधायचा असेल, बोलायचं असेल, सांगायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कसा संवाद साधता?
हां, तुम्ही एकदम बरोबर बोललात की मुलं देवाघरची फुलं असते, म्हणजे ती खूप नाजूक असतात. त्यांचं जे मन असतं ना, ते एकदम कोवळं असतं. आपण जसं त्यांना फुलवू तसं ते फुलतं, म्हणजे आता आपण जर कठोर भाषेत जर त्यांच्याशी बोललं, तर ते उत्तर नाही देत ना. मग आपल्याला त्यांच्याच भाषेत म्हणजे आपल्याला लहान होऊनच त्यांना प्रश्न विचारावे लागता. त्यांचे भावना अ, जाणून घ्यावे लागतात, तर आपण त्यांच्या एवढंच लहान व्हायचं म्हणजे आता अ, आपण बघतो की अ, लहान मुलांना काही विचारायचं असलं, तर आपण असं नाही बोलू शकत ना, "ए आज काय केलंस तू?" असं नाही ना. "बाळा इकडे ये ना, तू काय केलंस आज?" असं म्हणजे त्यांच्या भावनेशी जोडून आपल्याला बोलावं लागतं. तेव्हा कुठे ती जी मुलं असतात ते आपल्याशी काही गोष्टी अ, शेअर करता.
बरोबर. हां. हम्म <chuckles> बरोबर. हां. हं, बरोबर, मस्त. मग अ, एखादं सकाळचं किंवा रात्रीचं रुटीन असं करून त्यांच्याशी काही संवाद साधता का तुम्ही?
अ, हो. म्हणजे आता माझी मुलांचं मी कसं आहे की आम्ही एक ठरवलेलं रूटीन असतं. आता सकाळचं पण अ, सकाळी पण अ, जे जेवण नाष्टा वगैरे मी बनवते ना, तर मी पहिले त्यांच्याशी मला संवाद साधायचा असतो. तर मी काय बोलते की आता त्याचा मूड खराब आहे किंवा तो आपल्याशी जास्त बोलत नाही, तर मी असं करते की "हां बाळा, तुला आज टिफिनला काय देऊ? तुला नाश्त्याला काय बनवू?" मग तो हळूच सांगतो की "आज मला माझी आई आवडीचं विचारते, तिचा तिचा गोष्टी लादत नाही आहे ना की आज तू हेच ने टिफिनला." मग तो हळूच बोलतो की आता आजकाल मुलांना कसं असतं की "अ, हां मला पास्ता दे." मुलं आणता पास्ता वगैरे. तर मग आपण ही गोष्ट, पास्ता वाईट असते तर त्यांना आता सांगणं गोडीत सांगावं लागतं. त्याच्यामुळे, "अरे पास्ता चांगला नाही राहत रे. पास्ता मध्ये आहे ना असं-असं असतं ते चांगलं नाही राहत हेल्थ साठी. मग तू आजारी पडशील. तू स्ट्राँग होशील का? नाही ना." मग तो त्याला असं वाटतं, की हा आपली आई बरोबर बोलते. मग तो बोलतो, "बरं आ मम्मा, मग मला ना अ, भाजीपोळीच बनव मला जेवायला. पण आता तेच दे आणि मला डब्याला पण तेच दे." मग याने काय होतं की अ, तो ऐकतो. कारण की आपण त्याला एक्सप्रेशन देऊन सांगतो ना. हे बघ अरे मी बघ, "मी लहानपणी ना भाजीपोळीच खायची. म्हणून मी आता एवढी मोठी झाली, मला ऑफिस भेटलं, मग मी पैसे कमवायला लागली. मी हुशार झाली ना, मग तू पण तेच कर."
हां. <chuckles> हो, हं, हं. हां. <chuckles> हं. अरे वाह! हं. <smacks lips> अच्छा, म्हणजे त्यांना तुम्ही तुमचं पण उदाहरण देतात, की तू म्हणजे एक अ, चांगली गोष्ट कशी पुढे न्यायची किंवा कसं असतं, हें तुम्ही त्यांच्याच अ, मनाने, म्हणजे त्यांच्याच स्वभावाने जुळतं-जुळतं करून त्यांना सांगायला बघतात. पण तरी पण किती वेळा असं होतं, की त्यांनी कुठेतरी अ, एखादी चव चाखली असते बाहेर कुठेतरी आणि ते त्यांना हवं-हवसं वाटतं. म्हणजे कधी-कधी असं होतं ना, नाही तरी पण पाहिजे वगैरे असं करतात. तेव्हा काय करता तुम्ही?
<clicks tongue> हो. हो, तेव्हा तर हँडल करणं त्यांना <chuckles> एवढं सोपं नाही राहत. कारण की ते, बाहेर जाऊन येता आणि किंवा मुलांच्या, डब्यांमध्ये पाहून येता आणि ती चव चाखून येता. मग मग त्यांनी असंच आणलं होतं आणि मग, तू बनवत नाही मला, तू नेहमी हेच गोष्टी देते आणि मला ते खायचंच आहे आणि मला पाहिजेच आहे. तर मला, लगेच त्यांना अ, आपण म्हणतो ना कन्विन्स करणं किंवा माझी मतं लादणं मला जमत नाही. मग आहे ना, मी थोडंसं अ, करते की अ, म्हणजे दाखवायचं काय असतं ना, की आता मी पास्ता बनवते, पण, त्याला माहिती आहे की पास्ताचा शेप तसा असतो. टेस्ट त्याला, काही नसतं की टेस्ट आहे. ते फक्त, आकारावरून त्यांना त्या वस्तू आवडतात. Maggi पण म्हणा की आपण, मी काय करते, तर मला Maggi बनवायची, तो एक दिवस खूप हट्ट करत होती Maggiचा. तर, मी तिला माझी अ, मी मी असं डाळी मिक्स अ, मिश्र डाळींचं असं, पीठ बनवून आणलं होतं आणि मी, त्यांच वाफ घेऊन असं अ, त्यांच्या Maggi सारखा आकार बनवून, त्या शिजवून घेतल्या आणि मग त्याला घरचे मीठ मसाले, जे असतात ते आणि थोडा सॉस वापरून, अ, मी त्याला ते बनवलं. पण, त्याला ते कळलंच नाही की ही Maggi आहे की आईने स्वतःचीच रेसिपी बनवली. म्हणजे मी असं कन्व्हेन्स करते, पण सांगायचं नाही, त्याला की मी असं बनवते. हा, हा, मी Maggiच आणते तर, ते लगेच
हो. हां. हां. हां. हं, हं. अरे, वाह! हां, हां. <chuckles> अच्छा. हो, हो, हो. अरे, वाह! मस्त. म्हणजे बाळपण खुश, म्हणजे ते पण खुश, त्याला पण असं हवंय, ते मिळालं आणि तुम्ही पण खुश. बाळाची तब्येत बरी राहणार म्हणजे चांगलं खात आहे, पौष्टिक खात आहे. अ, मग असं पण अजून कुठले पदार्थ आहेत का, ते त्यांच्यानुसार तुम्ही बनवलेत, आकार दिलेत?
हो, असे खूप सारे आहेत. आता आपण बोलतो ना की अ, ते असे बाहेरचे हे जे अ, फास्टफूड असतं किंवा जे असं चिप्स वगैरे खाणं असतं, तर ते चांगलं नाही राहत. तर मग मी चिप्स वगैरे कसं अ, घरीचं जे असतं ना आपले रव्या रव्यापासून मी असं स्माइलिंगचे जे वेगवेगळे आकार असतात ना, ते बनवते आणि ते तळून मी त्यांना देते, म्हणजे पुऱ्यांसारखं, तर त्याला ते खूप आवडतं. मग ते काय बोलतात की त्यांना बाहेरची इच्छा खायची होत नाही. जरी ते बोलले, "की बाहेर असं भेटतं", पण त्यांना जी घरची चव भेटली ना, त्याच्यामुळे ते बाहेरचं खाणं त्यांना एवढं आवडत नाही.
हं, हं. अरे वाह! मस्त म्हणजे ए घरचंच एवढं छान बनतंय की बाहेरच्याला त्यांना अ, इच्छाच होत नाही. किती मस्त आहे हे, म्हणजे तुम्ही पण तेवढ्या छान पद्धतीने अ, म्हणजे चवीचं वगैरे बनवून त्यांना अ, ते सुद्धा हेल्दी, जे पौष्टिक असं त्यांच्यासाठी होऊन जातं. त्यांना पण ते जाणवत असेल की बाहेरचं खाल्ल्यामुळे त्रास होतोआणि घरचं पण त्याहून टेस्टी आहे आणि छान होतं आहे. तर लहान मुलं असतात, त्यांना असं करता येतं, पण हळू-हळू मुलं मोठी होतात. अ, आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी कळायला लागतात, आपल्या जे टिप्स एंड ट्रिक्स आहेत, आपण जे गंम गंमत करतोय अ, बदलतोय वगैरे ते ह्यांना कळायला सुरुवात होते, अंदाज येतो. मग त्यावेळेला कसं हाताळता?
हां, मग त्यावेळा कसं होतं की आता त्यांना सगळं कळायला लागतं की आपण किती म्हणलं की नाही हे चांगलं नाही किंवा अ, ह्या गोष्टी करू नको, तरी ते, ते करतात, कारण की त्यांना समजायला लागलं असतं. तर मग मी काय करते की अ, शांत होते आणि एकदम शांततेत अ, त्याच्याशी संवाद साधते, की हां, हा बाबा आज अ, आज तुम्ही अ, स्कुल शाळेमध्ये काय-काय केलतं? कोणती-कोणती गंमत केलं? मग तो सांगतो, "की हां, माझे फ्रेंड्स वगैरे, असं झालं". अरे वाह! असं का? मग ते फ्रेंड्सचं काय म्हणत होते तुला? असं, मग ते एक ना अ, त्याच्या दृष्टीने बोलायला सुरुवात करायची. म्हणजे त्याच्या दृष्टीने बोलायला सुरुवात करतो ना, तेव्हा त्याला वाटतं की अरे! आपली आई हे आपलं ऐकते किंवा आपल्यासोबत आहे. आपली फ्रेंड आहे हां, कारण की तिने थोडंसं चुकीचं जरी केलं असेल, पण आपण त्याच्या वे नी जर विचार करून त्याला समजावलं तर ते सोपं पडतं. आधीच रागवण्यात अर्थ नाही राहत, म्हणजे तू हेच केलं, मग का केलं? तुला कळत नाही का? असं न बोलता हां
हो. हम्म. हो. आपली फ्रेंड आहे असं तिला त्याला पण जा हो. अ अच्छा, म्हणजे ओरडलं तर मग ते बोलणारच नाहीत, असं पण होऊन जाऊ शकतं.
हां. मग ते भावना प्रकट नाही करत ना ते. त्यांच्या करण्यामागचा उद्देश आपल्याला कळत नाही. लगेच ते म्हणतात, "मग आई मला ओरडली", त्याच्यावर ते सांगतच नाही की मग मी असं का केलं? किंवा ते रडायला लागतात आणि सांगत नाही शांत बसून घेतात.
हं, हं. आणि खूपच जर जास्त शिस्त झाली किंवा स्ट्रिक्ट झालं, तर मग कदाचित एखाद्या महत्त्वाच्या गोष्टी पण ते सांगायला अ, हे करू शकतात, पाठी राहू शकतात, म्हणजे "अरे! सांगू की नको? फटके बसतील." <chuckles> हं.
हो, हो, कारण की कसं असतं, एकदा सवय लागली का मग ते म्हणतात, "नाही बाई, मग मी हे आईला सांगितलं ना, तर आई मला ओरडेल, फटके मारेल. नाही बाबा, मी नाही सांगणार". मग ते एक तीच त्यांना आहे ना, एक छोट्या गोष्टीपासून उद्या मोठ्या गोष्टीची सवय लागते. मग ते कधीच आई-वडिलांशी शेअर करत नाही. तर ही वेळ येऊ नये, म्हणून असं छोट्या-छोट्या दैनंदिन त्यांच्या गोष्टी ज्या असतात ना, ते एकमेकांना शेअर केल्या, त्यांच्या भावना जाणून घेतल्या, की आतमध्ये त्यांना काय वाटतं? किंवा कशात रुची आहे? त्यांना जास्त अभ्यासच करायला आवडतो का? नाही ना, त्यांना खेळायला आवडतं. मग त्याला आता जर अभ्यास नाही करायचा, हा बाबा ठीक आहे, आपण खेळूयात, असं बोलून, त्याला थोडं तिकडं काढून त्याचा, म्हणजे त्याच्या मनाजोग जेव्हा करू ना, तेव्हा तो ऑ ऑटोमॅटिक त्याच्या भावना ज्या असतात, त्या आपल्यापर्यंत येतात.
हो. हं. एकंदरीत तुम्ही मुलांना, म मुलांच्या कलेने घेऊन, त्यांना त्यांच्या पण इच्छा पुरवतात आणि तरी पण तुम्ही जे हवं आहे, जे केलं पाहिजे, ते पण करण्याचा खूप प्रयत्न करता. म्हणजे अ, खूप नाजूक अ, पद्धत असते. पण तुम्ही त्याचा खूप एक छान बॅलेन्स केलेला आहे, असं मला दिसतंय. पण तरी ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा, म्हणजे खाणं-पिणं आणि अ, शाळेतलं वगैरे झालं. पण घरीसुद्धा आपण म्हणतो ना अ, लहानपणी अ, मुलांना कार्टून बघायची खूप इच्छा असते आणि खूप वेळ ते टी-व्हीसमोर बसतात. कार्टून पाहिजे आहे, नेहमी कार्टून पाहिजे आहे, असं होतं त्यांचं. त्याच्यासाठी क तुम्ही कसं करता?
हो. हां. तर आमच्या घरी काय करतो, आता कार्टूनतर असतच. कारण की अ, ते लावलेलं, मग अ, आम्ही काय करतो हां. असं त्याला काय करायचं, लगेच अपोज नाही करायचं. हां. नको पाहू असं म्हटलं ना ते अजून हट्ट करता. तर माझं कसं ट्रिक असते माहितीये का? हा लावलंय ना तू, तर काय करायचं. जो मेन स्विच असतो, ती मी ऑफ करते. अरे! लाईट गेली. असं जेव्हा बोलतो ना. मग तो म्हणतो बा आता लाईट गेली तर, तो काही करू शकत नाही, ना कारण की आईने थोडी बंदी घातली मला. ती लाईट गेली. मग तेव्हाच ज्याला हा लाईट गेली मग तो मला स्पेस भेटतो अर्धा-तास. मी कारण की लगेच ऑन करत नाही स्विच. आणि मग अ, तोपर्यंत अर्धा-तास असतो ना, मग मी त्याला रमवते त्याच्या दुसऱ्या गोष्टीमध्ये. अरे बरं ठीक आहे. जाऊ दे, लाईट गेली, आता काय करतोस तू? असं सांगून तो मग त्याच्या आवडीच्या गोष्टी सांगेल. "ए बरं तू मला सांग चित्र काढतो का तू? कलरिंग कर ना, आज तुझं कलरिंगचं आहे ना, मग ते कर तू." मग तो काय करतो त्याच्यात अ, त्या एक्टिविटीमध्ये ना, गुंतून जातो आणि मी तेवढ्यात स्विच ऑन करून घेते. म्हणजे ते पण काम वाचतं आणि हे पण. आणि त्याला तेवढं त्रास नाही राहत त्याचा, कारण मूड स्विच होऊन जातो. मुलांचं कसं असतं 5 मिनिटात अ, मूडस्विंग होत राहता इकडे-तिकडे.
हं. हं. हं. हं. अरे! आं. हो. हां. आं. हां. हां. बरोबर. आणि मग तुम्ही हं. हां. हो. म्हणजे नवीन गोष्टींमध्ये एकदम छानपैकी तुम्ही त्याला गुंतवतात त्याच्या नकळतही. अ, खूप छान पद्धतीने तुम्ही त्याला अ, म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यात त्याच्यात तुम्ही बरोबर त्याचं लक्ष वेधतात. खरंच अ, आईची खरंच अ, कौतुक आहे तुमचं अ‍ॅक्चुअली आणि अ, हे झालं आता लहानपणी. पण मोठेपणी जसं ते कसं म्हणतात ना, फोन हातात येतो, सोशल मीडिया वरती वगैरे भरपूर वेळ जातो. मग ह्या गोष्टीच आता ते मोठे पण झालेत, त्यांना पण कळतं. आता इथे लाईट बंद करायची ट्रिकपण कामाला येणार नाही. अशा वेळेला काय करता? <chuckles>
हं. अशावेळी तर त्यांना समजायला लागतं आणि ते मॅच्युरिटीमध्ये म्हणजे ते एक समजदार म्हणता ना, युवान होत चालता. तर अ, तारुण्यात त्यांचा प्रवेश राहतो, तर अशा वेळी मला तर असं वाटतं की अ, आधी आपल्या घराचे 1 रूल बनवले पाहिजे की अ, अ, आपल्या घरात मोबाईल कितपत अलाउड आहे? कितपत तुम्ही वापरला पाहिजे? ही गोष्ट. कारण की आता आपण लहान असतो, तेव्हा समजावून सांगतो. ट्रिक वापर करतो. मोठे झाल्यावर त्यांना सगळं समजतं की कुठं काय, लगेच ते आपण जरी लाईट ऑफ केली तर ती फोन करून विचारतील "किती वाजता लाईट येणार आहे?" असं हं. अशा गोष्टी होत राहतात, मग आपण हे तर करू शकत नाही. तर मग एक असं असतं की नाही आपल्या घरात अ, एक म्हणजे घरात मोबाईल जास्त वापरला नाही पाहिजे. टीव्ही जास्त यूज नाही केला पाहिजे. मग त्यासाठी आधीपासूनच सुरुवात, की त्यांना त्या गप्पा करता आल्या पाहिजे आई-वडिलांशी, काही गोष्टी शेअर करता आल्या पाहिजे. म्हणजे आपण आता अ, म्हणजे मला असं वाटतं की आता ज्यांची मुलं मोठी आहेत ना, आता खूप मुलं हे घरामध्ये ना, संवाद साधत नाही जास्त. तर मग मला असं वाटतं की तुम्ही घरात आहे ना, काही अशा एक्टिव्हिटी केल्या पाहिजे, की त्यानी मुलं काय करतील, की घराकडे ओढ लागून ते मोबाईल न बघता त्या एक्टिव्हिटीत इन्व्हॉल्व्ह होतील.
बरोबर. हो. हो. हां. <chuckles> बरोबर. बरोबर. हां. किती सुंदर गोष्ट सांगितली. म्हणजे हे खरंच, म्हणजे एक घराची अ, ओढ असेल. म्हणजे घरात बोलण्याची, काहीतरी करण्याची आधीपासूनच सवय लावली असेल लहानपणापासून, तर अ, त्यांचा मला वाटतं, आपोआपच फोन बाजूला होत असेल. म्हणजे हे आपलं रूटीन आहे, हे आपलं घराशी बोलायची वेळ आहे. हे मला वाटतं, खरंच खूप छान आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही माझ्याशी शेअर केली आहे, म्हणजे तुम्ही किती छान पद्धतीने लहान असतानासुद्धा आणि मोठे असतानासुद्धा त्यांच्याशी एवढं फ्रेंडली होऊन अ, गप्पा मारतात. अजून काय अ, एकदम थोडक्यात सांगू शकाल तुम्ही?
हो, हो. अ, हो, सांगते ना, म्हणजे आपण आता असं बोलतो, की आता अ, जरी लहान मुलं आपण हँडल करतो. पण मोठ्या मुलांना हँडल करणं, म्हणजे ते आपल्या वयाची, म्हणजे आपण होतं, की त्यांचं एक मेंटॅलिटी होते, की ती आपल्या अ, आपल्यासारखे विचार करायला लागतात. किती नाही म्हंटलं तरी. मग त्यांना अपोज करणं मुश्कील असतं. पण अ, कसं होतं की आपण म्हणतो ना, लहानपणापासून मला सवय आहे, मला असंच करायची. तर तसं त्यांना एक सवय लागून जाते. मनी यात याचं मेन असतं, की आई-वडिलांनी पण मुलांशी लहानपणापासून ते शेअर केलं पाहिजे असतं. आता काही व आई-वडील कसे असतात, की जॉबसाठीच असतात. मग ते मुलांना वेळ अ, पुरेसा टाईम नाही देऊ शकत. त्याच्याने काय होतं? मुलं एकटे पडत जातात. मग त्यांना ती मोबाईलची किंवा मग टी-व्ही बघण्याची, एकटं-एकटं राहण्याची हो. हां, मग
हो. हां. हो, हो. हां, मग एकटेपणा घालवायचा कुठे? तो मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये, इंटरनेटवर जातो. खरंच.
हो, हो, त्यामुळे ती सवय लागते. मग त्याच्यात त्यांचा दोष नाही बोलू शकत आपण, कारण की आपण त्यांना टाईम नाही दिला. त्याच्यामुळे ते त्यांनी दुसरा पर्याय निवडला, असं झालं. म्हणजे आपण लहानपणापासून नाही आपल्याला 2 तास जमत त्यांच्यासाठी. तर आपण अर्धा तास जरी दिला. बाकी त्यांना एक्टिव्हिटीमध्ये गुंतवून ठेवलं. तरी त्यांना काय वाटेल, की नाही. आमच्या घराचं रुटीनच असं आहे, की आमच्याकडे मोबाईल जास्त बघतच नाही कोणी. ती एक सवय लागते. त्यांचा एक माइंडसेट होत जातो.
बरोबर. बरोबर, म्हणजे गोडीने एक बदल त्यांच्यात आणला, की तो ऑटोमॅटिक अ, मोठे झाल्यावर ही तसाच राहू शकतो. अ, खूप छान पद्धतीने तुम्ही माझ्याशी हे शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद! पुन्हा भेटू. पुन्हा यावर नक्की चर्चा करू.
<clicks tongue> आणि हो, मला ही तुमच्याशी बोलून आणि ह्या गोष्टी सांगून खूप छान वाटले. धन्यवाद!